अ, हो अ, तसं जर म्हणायला झालं ना तर अ आता आहे ना, पण अ, मी काय करते अ, म्हणजे एखाद्या वेळेस जर असं आमच्या नात्यांमध्ये झालं की अ, असे भांडणं वगैरे आपण म्हणतो. भांडणं वगैरे झाल्याच्यानंतर मग मी अ, आपण स्व म्हणजे स्वतःहून त्यांच्याशी माफी मागणं झालं किंवा मग अ, त्यांना अ, एक आपली चुकीची माफी मागणं. त्याच्यानंतर त्यांना जे अहून, म्हणजे आहे म्हणजे काय हवं, काय नको त्या गोष्टी बघणं. जरी आपली चुकी असली तरी पण मला ते अ, एक करावं लागतं. जे जेणेकरून आपल्या नात्यामधला जो संवाद आहे ना तो अ, एक काय म्हणतो ना, एक चांगल्या अ, प्रेमाचा म्हणजे चांगल्या गोडीचं असं अ, निर्माण होईल त्यामध्ये.
हं. हो. नक्कीच मग अ, डिजिटल संवाद मेसेंजर, कॉल्स यांचा नात्यांवर कसा परिणाम होतो? म्हणजे कसं करतं, असं वाटतं तुम्हाला?